अगदी होतात आणि या पद्धती म्हणजे असे अनुभव आपल्याला येतात जेव्हा आपण आपल्या मुलांना खरेदीला घेऊन जातो.
अच्छा.
आता मुलांना म्हणजे काहीही आवडतं ना मॉलमध्ये. एखादा महागडी खेळणं म्हणा किंवा असं काही म्हणा.
हं, हं, हं, हं. हं, हं.
आणि मी एवढी मुलं पाहिलीत नाही का अक्षरशः फरशीवर लोळून रडतात, जोरजोरात हात-पाय मारतात, तमाशा करतात.
अरे, अरे रे! रे! हो ना, हो ना.
तर असं नाही करू आणि तिथे तर मी खरंच म्हणतो पालकांची चूक आहे. आता जर तुम म्हणजे तुम्हाला आता मुला मुलांना समजत नाही ओ. आता तुम्ही म्हणजे आपण आपल्या मुलांना म्हटलं, की "आता अरे नाही आहेत आपल्याकडे पैसे. म्हणजे एवढं महाग गोष्ट आपल्याला नाही परवडणार."
हं, हं.
तर कधीतरी मुलाला ते पटतही नाही. हो ना, त्यांना हवं म्हणजे हवंच असतं. मग अशा वेळेला मी तर काय सुचवतो ना मग तुम्ही अशा गोष्टी करणंच टाळा ना. तुम्ही मुलांना नेता का? म्हणजे नाही का तुम्ही घोड्याला तहानलेल्या घोड्याला तुम्ही पाण्यापर्यंत न्याल आणि मग त्याला ओढायला चालू कराल. नाही, नाही पाणी नाही प्यायचं, पाणी नाही प्यायचं. तर ते चुकीचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल कारण हे बघा, मुलं शिकतीलच हो. म्हणजे मुलांना शिकवायची ही पद्धत नाहीये, की तुम्हाला लहानपणी तुम्ही त्यांना असं नाही का महागड्या-महागड्या ठिकाणी घेऊन जा आणि तिथे त्यांना सांगा, की "नाही आपली ऐपत नाहीये आपल्याकडे." हे म्हणजे मुलांच्या डोक्यावर खूप वाईट परिणाम होतो याचा. तर नेऊच नका ना. काय हाउस आहे लोकांना महागड्या महागड्या मुलांना आपल्या मॉलमध्ये घेऊन जायची आणि हे करायची. नका नेऊ हो, नका नेऊ. म्हणजे जर त्यांच्यासाठी कपडेच घ्यायचे असतील त्यांना एखाद्या बऱ्यातल्या चांगल्या दुकानात घेऊन जा. उगीचच असं ब्रँडेड शोरूम जिथे एक एक कपडा 10,000-12,000 चा असला, जाता कशाला हो? कशाला जाता, नका जाऊ.
बरोबर, हो. हं. हं, हां. हं, हं. बरोबर, अगदी बरोबर. हं, हो ना. हां, हां, हां. बरोबर, बरोबर. अगदी, अगदी. कधीतरी ठीक आहे ना, म्हणजे आहे ना? अच्छा. हो, बरोबर.